हां, म्हणजे आता एखाद्या कार्यक्रमात किंवा घराच्या सजावी अ, सजावटीमध्ये जर जास्त वेडेपणा करायचा, की साधेपणा ठेवायचा हा निर्णय तुम्ही कसा घेता? म्हणजे एखादं असं उदाहरण सांगाल का? हं.
हं, हं. हं. बघा बघा जर माझ्या घरामध्ये काही अननोन लोकं पाहुणे म्हणून येताय, तर मग तिथे वेडेपणा करून काही अ, म्हणजे त्याला अर्थच नाहीये. कारण, की काय होतं ना की आमचं घराचं जे इंप्रेशन आहे ते त्याच्यावर चुकीचं पडेल. त्यांना असं वाटेल, की मी पहिल्यांदाच आलोय याच्या घरामध्ये, आणि हा कुठल्या पद्धतीने माझं वेलकम करतोय. "अरे काय? कसे काय?" हे-ते असं म्हणजे एकदम वेडेपणा नाही करू शकत ना, की मस्करी करतोय त्याचा शर्ट खेचतोय त्याचं, की काय करतोय. आपल्या ते आपण जे जवळचे आहे त्या लोकांसोबत करू शकतो ना. हा ना? जो वेडेपणा आता भावा-बहिणीमध्ये असतो, रिमोटवरून भाऊ-बहिणीचे केस वगैरे ओढतो ते ती त्याला मारते, ते बुक फेकून मारणार, हा तिला काहीतरी बोलणार. तर मग हा वेडेपणा जेव्हा एक नोन व्यक्ती असतो आपल्यासोबत. किंवा जर आपण जरी अननोन असेल आणि आपल्याला एक समजत ना, की हा पण तेवढाच कम्फर्टेबल आहे जेवढा मी आहे. तर मग तेव्हाच चालतं. तर मग तेव्हाच साधेपण गरजेचं असतं जेव्हा एक अननोन जर माझ्या घरी येतोय आणि मग त्यानंतर मग आमचं जर मग त्याला एक चांगलं वेलकम ड्रिंक देणं किंवा मग त्याला सा एकदम प्रमाणात आपण जसं नमस्कार करून घरात स्वागत करणं, त्याच्याशी चांगल्या पद्धतीने बोलणं. हाच जर सिनेरिओ चेंज करतो आणि हेच जर माझ्या फॅमिलीतले लोकं आहेत, तर लहान मुलं इथे धावत आहेत वेड्यासारखे, एखाद्याला एक फटका द्यायचा, कोणाला काम सांगायचं, कोणाला काय सांगायचं, थोडं मस्करी करायची, याला काही बोलायचं, त्याला काही बोलायचं. तर मग ते करणं ही गरजेचं आहे. ज्या घरामध्ये हसूच नाही तर मग त्या घरात ते घर घर कसं असेल ना?
हां. हां. हां. हां. हां. हो, हो. <chuckles> हो ना बरोबर. ठीक आहे हां, मजा चालते हां. हां. हां. अच्छा हां. हो, हो. नक्कीच. अगदी. हां. हां. हो, हो. हो. हो ना. हं. हां. <chuckles> हो ना. हां. हां. वाटत नाही हां म्हणजे सुनं वाटतं थोडक्यात. हां म्हणजे असं परक-परक वाटायला लागतो. हां मग वेडेपणा म्हणजे असं काही इनोसन्सच म्हणावं लागेल का वेडेपणा? हां.
बरोबर. हो अगदीच. येस. येस-येस वेडेपणा, मी काय बोलतो माहिती आहे का? की वेडेपणा तेच झालं ना की प्रत्येक अ, गोष्टीला लिमिटेशन आहे. म्हणजे मी तेच बोललो जसं आता मागे आपलं झालं बोलणं, की अ, आता जर एक लाईन आहे ना आपण बिलो द बेल्ट नाही जाऊ शकत. जसं आपण बोलतो बिलो द बेल्ट नाही जाऊ शकत. अ, वेडेपणामध्ये कोणाची बॉडी शेमिंग नाही करू शकत, कोणाला डिसरेस्पेक्ट नाही करू शकत. मग तो वेडेपणा नाहीये तो मूर्खपणा आहे.
हां. हो. हो अगदी. हो. नक्कीच. हो.

हां, बरोबर.
है ना? तो वी फरक अ-आहे ना वेडेपणा म्हणजे आणि मग मूर्खपणा. तुम्हाला असं वाटतंय तुम्ही हसतायेत आणि एखाद्याची चेष्टा करताय तुम्ही. एखादा आपला वयस्कर माणूस आहे, त्या त्याची टिंगल करताय तुम्ही. तर तो वेडेपणा नाही आहे. तो मूर्खपणा आहे. तर मग अंतरही आपल्याला कळायला पाहिजे, की काय वेडेपणा आहे, काय मूर्खपणा आहे, काय साधेपणा आहे. तर हां अंतर असायला पाहिजे.
हो, हो. हां. हो. हो ना. हो, मूर्खपणा. नक्की. हां, हां. म्हणजे क कुठल्या लोकांशी म्हणजे किंवा जे अ, सी सिटी म्हणजे सीनियर सिटीझन म्हणा किंवा वयस्कर, वयोवृद्ध लोकांबरोबर हे कसं आदराने वागलं पाहिजे म्हणजे कुठे लिमिटेशन ठेवलं? हो, हो.
अगदी अग हं, हं. अगदी तिथे साधेपण बघा जे अ, जे वृद्ध लोकं आहेत, त्यांना ना ते चिड-चिड करत असतात ना. त्यांना फक्त असं बोला "काका कसे आहात तुम्ही? आज आज एकदम छान दिसताय तुम्ही, आजचा शर्ट खूप छान घातलंय." तुम्ही त्यांचा दिवस बनवा ना नेहमी चिड-चिड त्यांच्या घरात काहीतरी चाललं असतं आणि आता एक वयानंतर ते कसं होतं ना, की त्यांच्याशी बोलायला लोकं कमी असतात. त्यांच्याकडे भरपूर काही आहे बोलायला, पण कोणी ऐकून घ्यायला नाही आहे. तुम्ही प्रेमाने बोला ना त्यांच्याशी सोबत. ते नक्कीच ऐकतील तुम्हाला. तर हा साधेपणा असतो, हा साधेपणा. जेव्हा ते त्यांचे किस्से सांगतील की त तुला माहिती आहे का की आम्ही ह्या गार्डनकडे आहे ना इथे जिथे मी आता राउंड मारतोय ना तिथे क्रिकेट खेळायचो. आमच्या मित्रांची त्यांच्यातला वेडेपणा बाहेर येऊ द्यायला पाहिजे.
हं. हं, हं. हं. हं. हो. हो. हं. हो, हो. नाही आहे. नक्कीच नाही. हो ना. अगदी. अच्छा. हं. हं. हो, हो. म्हणजे या वयात म्हणजे त्यांना लहान झाल्यासारखं वाटतंय थोडक्यात.
अ, त्यांनी त्यांचं लहान झालं तो जेव्हा वेडेपणा बाहेर येणार ना मग तुमची जी गंमत. मग हेच आहे. म्हणजे साधेपणाने तुम्ही वेडेपणा बाहेर काढू शकता. तर मग ते कोणासोबतही करू शकतो. संतुलन ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं आपण बोलतोय ना. हं.
हो. अगदी. मज हो साधेपणा ठेवल्यास, कधी म्हणजे असं कमी पडल्यासारखं वाटतं का? असं झाल्यावर मग पुन्हा वेडेपणा कसा वाढवता आणि समाधान कसं मिळवता.
हं, हं.

बघा माझे आहे ना, अ, काही रुल्स आहेत, जसं की अ, मी अ, बघा एक अ, जसं माझ्यातला जर वेडेपणासाठी काय येतं ना, की आपण बघून शिकतो ना एखाद्याला. असं थोडी आहे, की आपल्यातच प्रकट झालंय कुठेतरी काहीतरी, है ना, वेड्यासारखं वागलं. आज अ, मी माझ्यासाठी काय करत असतो ना, तर काही कॉमेडी शोज वगैरे बघत असतो नेहमी. तर त्याने काय होतं माहिती आहे का थोडा ह्युमर क्रिएट होतो. तर तो ह्युमर आणि बोलता-बोलता इतकं बघतो ना, की आपल्याही अ, तोंडातून त्या गोष्टी निघतात आणि तो सेम टाईमला तो टायमिंग असा मॅच होतो की लोक हसतात. वेड्यासारखे हसतात. असं आहे. आणि साधेपणा हेच ठेवायचं आहे. बघा मी दोन्ही गोष्टींना मॅनेज कसं करतो, की घरातून निघतोय तर साधेपणा असाच आहे, की माझा जो वॉचमन आहे बिल्डिंगचा मी त्याला गुड मॉर्निंग बोलतो. "काका आज छान दिसताय तुम्ही. हां काय आज खुशी काय?" त्याचा दिवस बनतोय ना. हा साधेपणा ठेवा ना. प्रत्येकाशी चांगलं बोला. आपण ना काय जर मी माझं एकच आहे, जर आपण चांगलं नाही करू शकत आता, तर ॲट लिस्ट चांगलं बोला ना वाईट बोलायची गरज काय? त्याचा दिवस बनू शकतो. तर हे चांगलं रहा ना. तर मग माझं हेच आहे रुटीनमध्ये हेच असतं, की लोकांशी चांगलं बोला एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जायची. पॉझिटिव्हच घरी परत घेऊन यायची. चप्पल जसं मी माझी उतारली ना घराच्या बाहेर, माझी निगेटिव्ह एनर्जी पण मी त्या चप्पलसोबत बाहेरच काढतो. त्याला आत नाही घे
हो. हो, हो. नक्कीच. बरं. अच्छा. हां. हो. अगदी. हो. हां. हां. हो. बरोबर. हं. बोलायला काय. हो ना, नक्कीच. हं. हां. हं. हो. हो, कुठेतरी मर्यादा ठेवली पाहिजे संतुलन ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे, नक्कीच. तर खूप अ, सुंदर समजावून सांगितलं तुम्ही वेडेपणा आणि साधेपणा यामध्ये कसं संतुलन टिकवता आणि स्वतःची वैयक्तिक उदाहरणं देऊन पण सांगितलं म्हणजे कसं लोकांबरोबर वागायचं आणि कुठे सिच्युएशननुसार वेडेपणा दाखवायचा आणि सिच्युएशननुसार साधेपणा पण दाखवायचा आणि त्याचं संतुलन कसं ठेवायचं. तर अ, त तुमच्या या वेळेबद्दल तुमचे धन्यवाद आणि आभार नक्कीच परत भेटू.
घरी येतांना हो. अगदीच. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. अ, तुमचेही खूप-खूप आभार. तुम्ही माझं ऐकून घेतलं साधेपणाने आणि तेच अ, नक्कीच तुमच्याशी आणखीन विषयावरही बोलायला आवडेल. खूप-खूप आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
हं. हो. धन्यवाद.

बघा साधेपणा इतकंही नाही, इतकंही साधेपणाने आपण वागलोच नाही पाहिजे, जेणेकरून दुसरा व्यक्ती आपला फायदा उचलतोय. है ना, आता आपल्याला साधेपणाचाच लोकं फायदा उचलतात ना, आणि हे आता आत्ताचं जग असं आहे ना, की प्रत्येक लोकं थोडे अ, आहेत. जर तुम्ही साधे आहेत, ऑफिसमध्ये आहात, बॉस सांगतोय तुम्हाला, की "अरे 5 वाजले, तुला जायचं आहे, पण माझं थोडं काम आहे, ते करशील का"? तुम्ही इतके साधे आहेत, तुम्हाला नाही बोलता येत नाही. "हो मी करेल, तर द्या मला". पण तिथे कुठेतरी आपलं हे होतं ना, प्रॉब्लेम होतं. इतकंही साधं बनू नाही ना, की अ अ, जसं की
हो. हां. हो. हां. हां. हो. हां. <chuckles> प्रॉब्लेम होतो. हो ना, की दुसरे गैरफायदा घ्यायला लागतील त्याचा. हो, मग
आता लेडीज लोकांसोबत आहे ना, मुलं नेहमीच असं करतात. बायको असेल तिला बोलतात "अगं बघ ना, मी आज खूप थकलोय" थोडे गोड शब्द बोलतात, साधेपणाने बोलतात आणि ती बिचारी बायको, वेड्यासारखी प्रेम करते म्हणून त्याचंही ऐकून घेते. "ए ऐक ना, आज मी उशीर झालाय मला". मग येतांना तो काय करतो मुलगा, की बाबा एखादं गिफ्ट आणेल, गजरा आणेल, तिला काहीतरी एक चांगलं ड्रेस घेऊन येणार. तर मग ह्या सगळे ह्या गोड गोष्टी आहेत, तर मग हे चालतं. पण इतकंही साधं राहू नका, की लोकं तुमचा आहे ना, काहीतरी दुरुपयोग करून घेतील. थोडसं आपल्याला आहे ना, ते नाही बोलता आलं पाहिजे. साधेपणा नाही, थोडा वेडेपणा असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये. नाही म मला नाही जमणार. अ
हां. हो. हो. हो. हो ना. हो. हो, हो. बरोबर. नक्कीच. बरोबर. मग आता सोशल मीडियाच्या काळात प्रामाणिक आणि साधं राहणं किती कठीण झालं आहे असं वाटतं तुम्हाला?
सोशल मीडियामध्ये प्रामाणिक कोण मला वाटतचं नाही. पहिली गोष्ट तरी काय प्रामाणिक आहे, कुणीच प्रामाणिक नाही. प्रत्येक व्यक्ती.
हो. <chuckles> नाही असतात ना, खरे काही-काही अ, लावतात, काही करतात.
मग ते दिसत नाहीत ना, मी तुम्हाला सांगतो ना. बघा आता काय की अं आता प्रत्येकाची लाईफ मी जसं बघतोय ना, की अ, प्रत्येक व्यक्ती आहे ना, आज अ, ब्रँड्स आणि छान-छान राहतोय. पण त्याच्यामागचं त्याच्यावर किती कर्ज होतं आहे, ते नाही बघत आहे. हे हे फॅक्ट आहे आज. आज प्रत्येक मुलाच्या अंगावर, किंवा एका मुलीच्या अंगावर आज कर्ज झालेलं आहे, ते होम लोन असू शकतं, प्रत्येक गोष्टीचं असू शकतं. मग त्याच्यामध्ये आज लोकं फ्रस्ट्रेट झाले आहेत. पूर्णपणे आहे ना, ते काही स्ट्रेसमध्ये असतात. आज इन्व्हॉल्वमेंट नाही. त्यांच्यातला जो वेडेपणा आहे, तो कुठेतरी कमी झालाय. त्यांच्यातला साधेपणा कुठेतरी कमी झालाय. आज त्यांच्यामध्ये काय उरलं आहे मग. त्यांच्यामध्ये फक्त एक बोलतात ना, एक माणूस पण नाही उरलाय, एक रोबोट राहिलेला व्यक्ती झालाय. असं झालेलं आहे हं.
हं. हं. हं. हो. हां. हो, हो. अगदी. हो. वाह! झालयं, हो. हां. <chuckles> हो, हो नक्कीच. मग मग रोजच्या जीवनात लहान-लहान नियम, किंवा तंत्रे आहेत का जी तुम्ही वापरता? म्हणजे कमी पण म्हणजे वाईट नाही असं स्वतःला कसं पटवता तुम्ही?